कुटुंबाचं जसं मी सांगितलं खूपच महत्त्व असते आणि असं आधी बोललो ना, आपण अ, की अ, जर कुटुंबाने सपोर्ट केले ना, तर मुलगा जो आहे. म्हणजे पॅरेंट्सनं जर सपोर्ट केलं, तर तो पूर्ण जगाशी लढेल पण, पण घरेच आल्यावर त्याला शांतता नाही आहे, मनाला घरचेच त्याला डिमोटिव्हेट करत आहेत, उत्साह देत नाहीत. प्रोत्साहन देत नाहीत. मग तो कोणाकडून अपेक्षा करणार ना लहानपणी. लहानपणाचं म्हणजे कसं म्हणतात त्यांचं मन खूप हे असतं. म्हणजे घडलं तसं घडतं नाही का, म्हणजे आपल्या कुंभाराचं कसं आपण भांडं वगैरे बनवतो तर भू कुंभार कसा आकार देतो ना भांड्याला, ते मी म्हणेल कुंभार जो आहे, तो पॅरेंट्स आहेत.
हां हो. देत नाहीत. हो. लहान की, हो. हो. हो. भांड्याला हो. हां म्हणजे ज थोडक्यात जडण-घडण, ही कुटुंबापासनच होते मग अ, त्याच्यात आई-बाबांचा आटा वाटा मोठा असतो म्हणजे हां.
कुटुंबापासूनच होते. वाटा. हो, नक्कीच खूप मोठा वाटा असतो त्यांचा.
मोठा असतो हो, हां. आणि बाकीचे मेंबर्स पण ओघांनी येतात पण अ, एक्चुअल आई-बाबांचा वाटा मोठा असतो असं, हां.
हे बघा. थोडक्यात एकदम सांगायचं झालं तर आई-बाबांनी ना म्हणजे इमोशनली सपोर्ट केलं पाहिजे अ, आणि अ, जो मोठा भाऊ असतो नाही, नाही एक रोल प्रकारामध्ये सांगतो मी मोठा भाऊ असेल त्याने फायनान्शियली सपोर्ट केलं पाहिजे, नाही का आणि आणि बहीण जी असते त्यांनी पण अ, म्हणजे काय म्हणतात इमोशनल सपोर्ट दिला पाहिजे. हं, असे वेगवेगळे रोल्स कुटुंबामधले हे वेगवेगळे रोल्स त्यांनी बरोबर फॉलो केले ना, तर हं, हं, हं. तर नक्कीच
हो. फायनान्शियली म्हणा हां. हां. बर हां. थोडा दिला पाहिजे, हां थोडं कौतुक वगैरे केलं पाहिजे. हां. रोल्स प्रत्येकाने निभावले पाहिजेत. हां, बरोबर मग अ, माणसाला एक दिशा मिळू शकते आणि एक चांगलं करियर घडू शकतं. असं तुम्हाला म्हणायचं आहे ना यातून. हां, तर नक्कीच अ, तुम्ही छान विषय म्हटला आणि मला म्हणजे अ, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि परत आत हां, परत नक्की भेटू आणि बोलू पुन्हा नवीन विषयावर धन्यवाद.
हो, अगदी बरोबर. हं. मलाही खूप छान वाटलं बोलून. नक्कीच-नक्कीच, धन्यवाद.
धन्यवाद.

हो, सर्वांनी प्रयत्न नक्कीच करायला पाहिजे आणि कसं आहे, अ, सुरुवातीलाच अ, जसं तुम्ही म्हणालात, "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात." तर एखादा इंटरेस्ट व अ, त्याचा निखरून जर येत असेल, त्यांना ओळखून जर येत असेल, की हां, याचं हे टॅलेंट आहे. ओ, हां, त्याच दिशेनं त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, अ, की हां, "तू बाबा हे कर." म्हणजे आपण म्हणतो ना अ, पुरी दुनिया से हम लढ लेंगे, नाही का, म्हणजे पूर्ण जगाशी आम्ही लढेल, पण घरचेच सपोर्ट करत नसतील. घरच्यांचा सपोर्ट महत्त्वाचा आहे. दुनिया तर अ, काय म्हणतो आपण अ, कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना, नाही का, मग <chuckles> लोक तर काहीतरी म्हणतीलच पण घरच्यांनी घरच्यांचा सपोर्ट जो आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे मी म्हणेल. हं.
हो. हो. हां. जगाशी आपण लढू शकतो. असतील तर काय उपयोग आहे त्याचा? हो, हो. का क्या है कहना हो, हो, ह नक्कीच. म्हणतात, हो. अहं, तो मग आपलेपणांचा सपोर्ट हां, आपल्या माणसांचा सपोर्ट मिळणं खूप आवश्यक आहे. हां, म्हणूनच हे
खूपच आवश्यक आहे मी म्हणेल.